हो ना. म्ह म्हणजे जसं मी सांगितलं की मी काम करते अ, वर्क फ्रॉम होम तर अ, असं झालंय की दसऱ्याच्यावेळी पण मी काम करत होती, ऑफिससाठी आणि त्यावेळी असं काही गोड पदार्थ किंवा असं काही मी करायला गेली नाही, कारण वेळच नाही भेटला होता. आणि हो. आणि काय आहे ना अ, म्हणजे जसं अ, काही कंपन्यांमध्ये ना अ, सगळ्या सणाला सुट्ट्या देत नाहीत. तर दशेरेला ज्यांना पाहिजे ते सुट्टी घेऊ शकतात आणि उरलेले ते काम करू शकतात, तसं आहे. किंवा तुम्ही रक्षाबंधन म्हणा. आता रक्षाबंधन जे आहे ते नॉर्थमध्ये जास्तीत जास्त लोक अ, सेलिब्रेट करतात, साजरा करतात. पण काही श अ, साउथच्या इकडे बघितलं, तर तुम्ही तिकडे एवढं नाही जोरदार करत. हो की नाही? म्हणजे आपण बांधतो रक्षाबंधनमध्ये, पण एवढं जोरदार नाहीये. तर आपण काय करतो हां. तर तशा वेळी जे रक्षाबंधन असो, होळी असो, जिकडे अ, ज्या अ, गावी जास्त साजरा करतो त्या गावीकडे अ, त्यांना काम सुट्टी द्यायची. तर मी त्यावेळी काम करायची. तर तशा वेळाने ही परंपरा चुकली आहे, माझी कधी-कधी.
हां. हां. हां. बरं. हां. हो ना वेळ नसेल तर काय करणार मग? हं. हं. हां. हो, हो. हो. हां. हां. हो ना नाहीये. हां. हां.

नाही म्हणजे अ, असं पण होतं ना, की म्हणजे हां. मतभेद झाला आहे, की तू कामाकडेच खूप जास्त लक्ष देत आहे, घराकडे लक्ष देत नाही असं ऐकायला येतो, आपल्या साथीदार कडून. पण त्यावेळी असं असतं, की अ, जर एखादी गणपतीचा सण आहे, तर सुट्टी मी माझ्या ऑफिसच्या ठिकाणी विनंती करते, की मला सुट्टी द्या कारण आमच्या इकडे खूपच अ, हा साजरा इम्पोर्टंट आहे महत्वाची आहे सण. तर तशा वेळी मी मॅनेज करते आणि नाही तर कधी-कधी हाफ डे वगैरे करून करते किंवा माझ्या मिस्टरांना मी समजावते, की बघा इकडे या आजच्या दिवशी खूप काम आहे म्हणजे कसं असतं ना, की सणवार याच्यामध्ये कधी-कधी कामं खूप जास्ती असते, एका-एका कामामध्ये, हो की नाही?
हो. हो ना. हां. हां. हे सण हां. बरोबर. हां. हां. हो ना, हो.
<coughs> तर अशामध्ये हां. अशामध्ये अ, कम्युनिकेशनच करून आपण हे अ, सॉल्व्ह करू शकतो.
नक्कीच. हं. अगदी बरोबर. मग परंपरा आणि आधुनिकतेतून तुम्हाला कोणत्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असं वाटतं?